आता बघा ना आपण शहरात वगैरे जेव्हा राहतो तेव्हा निसर्गाबद्दल बऱ्याच वेळा आपण टीव्हीत बघतो किंवा चित्रपटांमध्येच बघतो. कधी-कधी लांबनं निसर्ग बघतो. पण जेव्हा आपल्याला अशी एखादी नाही का आपल्याला निसर्गात राहायची अशी एखादी संधी मिळाली तेव्हा असं तुम्ही त्या निसर्गामध्ये राहिल्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला हो मोठा असं सांगता येईल तुम्हाला?
आह. मी म्हणू शकतो, की जेव्हा आम्ही निसर्गाबरोबर असतो ना तर मी एवढा रमतो, की मला जग विसरल्यासारखं होतं.
अरे वाह!
आ, आह, का, की मी तुम्हाला सांगतो का, की माझं कसं आहे ना, की मी एक अ, कंटेंट क्रिएटर आहे आणि माझं ट्रॅव्हलिंगचं खूप असं असतं. तर ट्रॅव्हलिंग ब्लॉग, रील वगैरे असतात. तर माझं असं असतं, की मी नेमकं कुठे ना कुठे जात असतो. तर असं म्हणायचं निसर्गाचा जो उद्गम स्थान आहे तो आहे हिमाचल प्रदेश.
अरे वाह! छान, छान. अरे वाह!
आणि त्याच्या जवळपास आहे उत्तराखंड, तिथे पहाड, नदी असं असं खूप छान निसर्ग आहे तिथे. हो, हो. तिथे तुम्हाला निसर्गाचा हर तत्व भेटतो. मग नेमकं पाणी असेल, मग झाड असेल की पहाड असतील ते सर्व तुम्हाला तिथे बघ बघायला भेटतो. तर अ, मला असं वाटतं ना की जेव्हा तुम्ही निसर्गाच्या जवळ जातात तर तुम्हाला एक असा आनंद आणि अनुभूती अशी असते की तुम्ही देवाजवळ आहेत. आणि इतकं रम्य दृश्य असतं मनोरम्य ज्याचा ज्याच्याने आपल्याला दृष्टी, आराम, हर को मतलब शरीराच्या हर जागून ना आरामाची अनुभूती असते. ते मन शांत होतो, मस्तिष्क शांत असतात, मस्तिषके विचार शांत होतात. शरीराला एक छान वायू प्राणवायू भेटते. तर मग
सुंदर आहे. हो, हो, हो. नक्कीच. नक्कीच. नक्कीच. भेटतो. एखादा छान असं उदाहरण तुम्ही एखाद जागेचं असं देऊ शकाल का हो?
अगदी अ, मी तुम्हाला सांगतो एक जागा आहे, चोपता म्हणून हिमा अ उत्तराखंडला त्याला मिनी स्वित्झरलँड म्हणतात.
अच्छा. अरे वाह! सुंदर असेल ना खूप?
हां. अरे मस्त, मस्त म्हणजे खूपच मस्त. तिथे अ, आपले म्हण म्हणू शकतो आपण की अ, मी तर बर्फमध्ये नव्हतो गेलो का की बर्फमध्ये गेलो असतो तर मस्त अजून दिसलं असतं छान. पण मी तिथे म्हणतो तिथे नेटवर्क 0
हं. हो ना. अरे वाह! खूप चांगलंय आ हे. <chuckles>
तर तुमची जगाशी कनेक्टिव्हिटी झिरो. तर तुम्हाचे टेन्शन ऑफिसचे, घराचे सर्वे झिरो.
0 होऊन जाते. नक्कीच.
तर तुम्ही कोणाबरोबर पण अ, वावरू शकतात फक्त निसर्गाबरोबर. मतलब तुम्ही निसर्गाबरोबर 24 तास अक्षरशः राहू शकता. मी 3 दिवस स्वताला होता. ती जागा म्हणून अशी आहे की तिथे ना ती बर्ड खूप असतात तिथे. आणि अ, उ उत्तराखंडचा जो बर्ड आहे अ, मोनाल तर आपला कसा भारतचा मोर आहे तिथलचा मोनाल आहे.
हं, हं. हो, हो. अच्छा
तर त्या मोनालला त्यांनी पक्षी घोषित करून ठेवलेलं आहे. राष्ट्रीय पक्षी असं म्हणतोत. हां तर तिथे का काय झालं? असं माहीत नाही मला. पण जसा आपल्या भारतातला मोर आहे, तिथलचा मोनाल आहे. तर मोनालला मोनाल एवढा सुंदर दिसतो आणि फक्त लोक तिथे बर्ड वॉचिंग किंवा अ, म्हणायचं असं एक ब तुम्ही म्हणता ना मला असं नाव आठवत साही म्हणतात, साही ऐकलंय कधी? एक प्रकारची भेड असते जे, अ जो शिंग असतात ते खूप मोडलेले असतात. एक प्रजाती असते.
हो. हो ना, पक्षी. अच्छा. नाही त्याचं हां. वेगळं नाव मला लक्षात असेल बहुतेक, पण सांगा ना त्यांचा काय वेगळा <yawns> अनुभव होता?
मला पण त्याचं नाव आठवण तर अ, तिथे तुम्हाला ते बघायला भेटतात. तर आम्ही चोपताला होतो, तर चोपता एक तर स्वतःमध्येच बुग्याल आहे. खूप सारे त्याच्यामध्ये ग्रासचे मैदान, पहाड असे आहे. तर त्यातला एकच पहाड होता त्याच्यावर तुम्ही जाऊन फोनवर बो गोष्टी करू शकता. तर आम्ही तिथे नेमकं पोहोचलो आणि मस्तपैकी फोन-वोन केला की आम्ही पोहोचलेलो आहे आणि इथंनं जास्त नेटवर्क नसतो. तर मग पटकनी तुमची कनेक्टिव्हिटी संपली. आता तुम्हाला कोणाला फोटो, व्हिडिओ काही नाही पाठवायचंय, ना कॉल करायचाय. तुम्ही म्हणाल की जेव्हा आम्हाला अ, टाईम भेटेल आम्ही तेव्हा इथे पहाडवर येणार आणि वापस पुन्हा तुम्हाला फोन करू. तर मग झिरो कनेक्टिव्हिटी, झिरो सोशल मीडिया काही नाही. मस्तपैकी तुम्ही आणि तुमचा निसर्ग. आम्ही 3 मित्र गेले होते. आम्ही मस्तपैकी हॉटेल गेलं होतं आणि हॉटेल म्हणजे पण काही कॉटेजेस असतात तिथे, जे असं नेमकं काही हॉटेल वगैरे नसतं. होम स्टे असतात. त्या लोकांनी होम स्टेला असं हॉटेलमध्ये कन्व्हर्ट करून र राहतात ते. असं तुम्ही मस्तपैकी खाली पायऱ्या चढा-उतरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते घरं भेटतात. नाहीतर तो अ, रोडवरनं डायरेक्ट पायऱ्या लागल्या असतात त्यांचे. तर अं तर आम्ही मस्तपैकी बघतोय तर अशी "अरे यार! एवढं छान ना" तुम्ही रात्रभर बसा, तुम्हाला थंडी वाजायला लागेल. मतलब तिथलचा जो असा मौसम असतो, तो वेगळ्या प्रकारचा असतो. तिथे दिवसाचं अ, लाईट वेगळा, दुपारीचा लाईट वेगळा आणि रात्रीचा अजून लाईट वेगळा. रात्री एवढी थंडी आणि अंधार, गुप्प अंधार. तुम्हाला काही नाही दिसत. कोणी आवाज लावला ना तुम्हाला तेही नाही दिसणार. दुपारी एवढी गरमी की तुम्हाला असं वाटेल "अरे यार! शांतता भेटते की आपण एवढी थंडीमध्ये आपल्याला थोडं ऊन भेटतोय." सकाळचा प्रकाश एकदमच वेगळा. तर मला निसर्गाचं असं अ, काय म्हणतात? असं दृश्य दिसलं की यार, निसर्ग ना आपल्याला खूप काही देतोय आणि आपण त्याच्याकडनं घेतोय. पण आपण त्याला परत नाही करू शकत. एवढी आपली अ, लायकी नाही माणसात का की तिथे असं तुम्ही कचरा नाही फेकू शकत. तिथलचे लोक म्हणतात की हा आमचा अ, अ, कमाईचा जरीया आहे, तर आम्ही ह्याला खराब नाही करत. मग त्याच्यानंतर
हो. नेटवर्क थोडा येतो. हं. फोन करूया मग नंतर. हं. हो, हो. होम स्टे सारखे हो. हो ना. नक्कीच. हं. हो ना. वेगळं असत. नक्की. नक्कीच. उन्मेते हो. परत करत. खो ना. हो, हो. तर आता तुम्ही म्हटला नाही का असे इतके छान म्हणजे वेदर दिवसाचं बदलतं वगैरे. तर आ हे एक उदाहरण झालं आणि दुसरं काही आ हो, का वेळ तुम्हाला असं सांगता येईल जिथे तुमचं थोडं धैर्य वाढलं, नाही का जगायचं? आता अगदी विहिरीतनं पाणी तुम्हाला रोज स्वतःच काढायला लागतंय त्याच्यावरनं. का? काय? म्हणजे तुम्हाला अशी कुठली सोय मिळाली नव्हती, त्या जागेत मॉडर्न सोय? की तुम्हाला ती हातानीच करायला लागली आणि त्याच्यामुळे नाही का तुम्हाला जरा कॉन्फिडन्स आला स्वतःवर की आपल्याला राहता येईल म्हणजे बिना टेक्नॉलॉजीचं.
हातांनी तर 2 3 म म मस्तू करायला पडली होती. पण ती मी इथे सांगू नाही शकत. <laughs> पण ना अ, तिथे काय होतं ना? की अ, तिथे एक प्रकार होता की पाणी गरम करायचं आहे ना तर तुमच्याकडे तिथे गीझर नाही. असं सोय नव्हती गीझरची. ता की तिथे असं होतं की लाईट येत जात राहायची. जसं परमनेंट लाईट नव्हती. म्हणून त्या लोकांनी फक्त फोन चार्जिंगसाठी आणि कॅमेरा वगैरेसाठी प्लग्स लावले होते. पण तसं कसं असतं ना? की फ्रिज नव्हता तिथे. आणि अ, तुमचं हे ही नव्हतं अ, गीझर. ता की गीझरला पण खूप जास्त वीज लागते. त्यामुळे त्यांना थोडा त्रास होतो आणि त्यांनी काय 2-3 सोलार पॅनल लावले तर फक्त मोबाईल चार्जिंगसाठी. ता की एवढा त्यांच्याकडे पैसा वगैरे नव्हता. तर त्यांनी फक्त जो त्यांना सोय करता आली ती केलेली होती. तर मग गरम पाणीचं कसं? अगर तुम्हाला अंघोळीला जायचं तर तुम्हाला अर्धा तास पहिले सांगायला पडेल, की तुम्हाला तो गरम पाणी बाल्टीमध्ये आणून देईल.
<clicks tongue> नाही पण तरीच हां. हं, हं. अं, हं. सॉरी म्हण ती पण हं. अरे बापरे! हं. ती केलेली होती.
तर अ, मग गरम करून पाणी असं गरम फक्त बाल्टीतलं आणि आपल्याला सवय कशी शॉवरची की यार मस्तपैकी वरतून न आणि एवढं दमलेलो होतो आम्ही. तर आम्हाला वाटलं, आम्ही त्याला 3 4 वेळा म्हणालो की अजून लागेल, अजून लागेल, अजून तर तो म्हणाला की "सर, एवढं पाणी नाही भेटू शकत इथे गरम." मी एक-एक करून ए
हो ना. तर कसं म्हणजे कोळशानी गरम करायचे, लाकडानी कसं गरम करायचे? अच्छा.
तर ते भट्टी बनलेली होती त्यांची अ, हां. ता की गॅसच्या टंक्या पण जास्त वापरत नव्हते ते. ता की मग एवढ्या वर गॅसच्या टंक्या आल्या तर ते अजून महाग होतात. तर त्या तिथलचंच लाकूड जाळून आणि भट्टी-वट्टी निर्माण केलेली होती त्यांनी. मग त्या हिशोबाने त्यांचा प्रसंग सुरू होतो. पण ते मला म्हणत होते घडी, घडी की सर आमच्याकडे ना 2च चूल आहे, 1 वर जेवण बनतं आणि 2ऱ्यावर असं नेमकं पाणी. आम्ही घडी, घडी गरम नाही करू शकत. तर आम्ही म्हणालो की एक मस्तपैकी मोठं भांडं दे. त्याच्यातच बुड मारतो आम्ही. एवढं तर करा मग आमच्यासाठी. मग थोडा कधी-कधी असं असतं ना की आपण तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन वरून बाहेर निघालात, तर तुम्हाला थोडंफार असं वेगळं वाटतं आणि पण अ, जेव्हा मी निसर्गामध्ये तेव्हा त्यांनी त्या निसर्गाच्या पद्धतीने मला धैर्य शिकवलं, एक अजून माझ्याकडे आहे की आम्ही ना ब
हं. हो, हो, हो. हं, हं. पाणी गरम कर. हं. नक्कीच. आता एक नाही. एक-एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची होती, की आता जेव्हा बघा ना निसर्ग आपल्याला माहिती आहे, आपल्याला असे छान अनुभव तिथनं घेता येतात. आणि जेव्हा आपण स्वतः तो अनुभवला आहे. तेव्हा कितपत असं माणसाने आपल्या मुलांनाही तिकडे न्यावं? म्हणजे लहानपणापासूनच मुलांना निसर्गाची जाणीव वगैरे करून देणं कितपत गरजेचं आहे?
अ, मला वाटतं केली पाहिजे. ता की जेव्हा अ, आज आपण मोठे झालो आपली निसर्गाबद्दल एवढं काही आपल्यामुळे वाढलं, आपल्या आई-वडिलांमुळे नाही वाढलं. ता की ते आपल्या ह्याच्यामध्ये लागले होते की आम्हाला काही करून घ्यायचंय आणि मतलब असं असतं. तर आज तुमच्याकडे वेळ असली, तर आपल्या मुलांना निसर्ग सांगा, ता की ही पुढची पिढी आहे, ह्याला जपू शकते. का की आपली पिढी आणि आपल्या पहिल्या पिढीने तर ह्याला निसर्गाला त्रासच दिलाय. तर त्यामुळे आपली पुढची पिढीला पण अजून त्रास ना हो, म्हणून आपण हे म्हणू शकतो की त्यांना निसर्गाच्याबद्दल अ, व्यवस्थित हां. अ, अजून आणि सविस्तर सांगा की त्यांना प्रेम करणं शिकवा त्याच्याशी. ता की जेव्हा निसर्ग त्यांचा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होणार ना तर ते खूप छानशी जपणार, त्याला असं बघतो ना आपण किती रिलेशनशिप असतात. तर मस्तपैकी हेल्लो बेबी, हाय बेबी चाललं असतं. तर ते अगर निसर्गाबद्दल प्रेम झालं त्यांचं तर त्यांना त्याचं लक्ष ठेवता येईल. आणि
हो ना. जपू शकते बरोबर. आधीपासनंच सांगा हो. नक्कीच हो. तर कुठे म्हणजे शाळांमध्ये करावं, हा प्रयत्न पालकांनी तर करावाच पण शाळेमधून वगैरे असं काही उपक्रम करावेत?
मी मला असं वाटतं गव्हर्नमेंटचा एक रूल यायला पाहिजे. ज्याच्यामध्ये त्यांना निसर्गबद्दल सांगायला पाहिजे. तुम्हाला असं आठवण आहे का? एक एक राम ते आहे, साधू महाराज. त्यांचं नाव आ आठवण नाहीये मला ते, तिथे असतात. आदियोगी म्हणतात शायद त्यांना. अ, त्यांनी सेव्ह सॉइल करून असं वर्ल्ड टूर केला होता.
हं. असेल, काय म्हणतात? अरे वाह!
हां. तर अ, मी असं म्हणू शकतो की जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट या मग शाळा असे रूल आणतील, की पोरांना ताकि शाळेमध्ये थोडंफार शिकवतात. पण एवढं काही नाही अ, शिकवत की निसर्ग कसा वाचवायचा? हां. तर त्या प्रॅक्टिकलिटी घ्या की इथे झाड लावायला पाहिजे. मग एक कॅम्प झाला पाहिजे की झाड लावा. एक कॅम्प झाला पाहिजे तुम्हाला आठवण नाही जेव्हा आपण छोटे होतो स्काउट, गाईड करून होतो, स्काउट, गाईड आणि एन-सी-सी. ते आपल्याला कशाला होतं का की आपण निसर्गामध्ये राहिलो तर कसं राहायचं, स्वतःला कसं करून घ्यायचं ते शिकवायचं. आजच्या पोरांना गोवा, मनाली असं फिरायला घेऊन जातात. पण त्यांना निसर्गाच्या बद्दल काही सांगत नाही. ते फक्त गिव्ह टू ट्रिप असतात की ऑफ शाळेतून पैसा घेतला तर घेऊन जाणार. तर मला असं वाटतं निसर्गामध्ये अगर तुम्ही घेऊन गेला तर त्यांचा अर्थ सांगा कशाला घेऊन जाताय? काय करायचं आहे? आणि ती जागरूकता वाढवा गव्हर्नमेंटनी पण एक रूल आणला पाहिजे, की पोरं मोठी झाली की त्यांना निसर्ग, हा स विषय हा सविस्तर शिकवायला पाहिजे, की तुम्ही निसर्गाला कसं जपू शकतात. आणि मला हेही वाटतं की तुम्हाला ऍग्रीकल्चर म्हणून ना, अ एक सब्जेक्ट, अ, मतलब परमनेंट ठेवायला पाहिजे अगदी 12वी पर्यंत. ताकी अ, शेती किती महत्वाची आहे आणि आपण ह्याला कसं नासून देतोय ते सर्व शिकून घेतील.
हो. पुस्तकी ज्ञान असतो शाळेत. पुस्तकी असतं ज्ञान सगळं. हं. <clicks tongue> हो, हो. हो. तेच ते शिक. नक्कीच. नक्कीच. हो, म्हणजे हां. अगदी बरोबर. तर आता बघा ना, आपण जेव्हा निसर्गात राहतो इतकं काय, काय निसर्ग आपल्याला खंबीर होणं शिकवत, आपला आत्मविश्वास वाढतो, आपण स्वावलंबी बनतो. तर निसर्गाकडनं जेव्हा आपण एवढ्या गोष्टी शिकतो, तेव्हा शहरात राहणारे अजून लोक असतात ना ती अजूनही धडपडत असतात की त्यांना शहरातही नीट राहता येत नाही. तर त्यांना अशा काही गोष्टी काही उदाहरण आपण निसर्गाहून देऊ शकतो का?
अगदी देऊ शकतो. अ, मला असं वाटतं जे लोकं घाबरतात खूप की मी असं कसं करू, मी तसं कसं करू? तुम्ही बघा निसर्गाकडे. त्या निसर्गामधले जो पहाड असतात, पर्वत असतात ते ठाम उभे आहेत आपल्या जागेवर त्यांना कोणाची भीती नाहीये. ना अक्षरशः पाणी आलं, वाड बाड आली, उ भूकंप आला, त्सुनामी आलं. ते आपल्या जागी उभे आहेत. तर त्यांच्यासारखे ठाम उभे राहा.
हो. हो ना. नक्कीच.
झाडासारखे मोठे व्हा, की तुमचा अ, तुम्ही एवढे मोठे व्हा की तुमच्या छायेमध्ये तुमचा अ, लोकं बसायला यायला पाहिजे. तू तुम्ही एवढे मोठे व्हा, की लोकांची मदत करण्यासाठी निसर्ग आपल्यासाठी अ, सर्व काही करतो पण आपल्याशी काही घेत नाही. तर तुम्ही व तसे व्हा की लोकांसाठी मदत आणि त्यांच्यासाठी अ, प्रेम एवढं ठेवा, की हां निःस्वार्थपणे ठेवा. तर निस्वार्थपणे तुम्ही प्रेम केलं, तर तुम्ही पण निसर्ग सारखं वागू शकतात. पाहण्यासारखे वहा. की पाणी सतत वाहत राहतो तो कधी थांबत नाही आणि थांबला तर त्याच्यामध्ये तो पाणी घाण होतो. तर पाण्यासारखे वाहा, तुम्ही थांबायचं नाही. सतत आपलं भविष्यामध्ये भविष्यासाठी अ, सतत प्रयत्न आणि प्रयास करत राहिले आणि वाहत राहा. ता की निसर्ग खरंच खूप मोठा, मोठा म्हणजे एवढा मोठा तुमच्यासाठी गुरु आहे ना की तुम्ही फक्त त्याच्याबरोबर थांबा थोडी वेळ. तो काही ना काही शिकवण अवश्य देणार आहे तुम्हाला.
नक्की. नक्की, न निस्वार्थीपणे हो. नक्कीच. अगदीच. वाहत रहा. आणि शिकवले जातात. नक्कीच. आता बघा ना निसर्ग आपल्या आयुष्यात एवढा मोठा भाग आहे निसर्गाचा. बरंच शिकता येत आपल्याला निसर्गाकडनं. लोकांनाही छान शिकवण मिळू शकते. खूप छान बोललात हो तुम्ही या विषयावर इतकी सुंदर उदाहरणं तुमच्या आयुष्यातली दिली ह्याच्यासाठी तुम खूप-खूप आभार आणि धन्यवाद.
<chuckles> माझं पण मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मनापासून आभार तुम्हालाही. तुम्ही मला निसर्गाची एकदा पुन्हा आठवण करून दिली आणि मलाही छान वाटलं की मी निसर्गामध्ये एवढा रमलेलो आहे. आणि मी प्रयत्न करेन की मी हर व्यक्तीला हे सांगू शकेन की निसर्ग म्हणजे आपलं घर, आपली आई, बाबा, वडील आहेत. तर धन्यवाद तुमच्याशी बोलून ही खूप छान वाटलं.
हो ना. धन्यवाद. हो.
धन्यवाद.